कधी-कधी ना, आपल्याला आपल्या जोडीदाराची पण मदत लागते हा घरच्या कामामध्ये आणि मग कधी-कधी असतं की "अरे! काय? मीच का करू? तू पण कर" असं पण थोडंसं असतं. मग तुम्ही असं तुमच्या घरच्या कामामध्ये किंवा मग अ, तुमची जर वाईफ असेल, तर तुम्ही त्या जोडीदाराशी कशाप्रकारे समन्वय साधता घरच्या कामामध्ये, त्यांना काही मदत करता का तुम्ही किंवा मग अ, वाईस वर्सा दोन्हीही तुम्ही एकमेकांना मदत करू शकता का? काय सांगाल याच्याबद्दल.
हं, हं, हं. खरं सांगू का खोटं सांगू? सांगा बरं. <laughs> <sighs> तर म्हणजे कसं आहे ना, मला जास्त खोटं बोलताना मी पकडला जातो, म्हणून मी जास्त खोटं नाही बोलणार. पण मला खरं बोलायला मजा वाटेल.
दोन्ही सांगा. ह. हं. अरे वाह! हं. सांग. सगळंच काम करता का तुम्ही? का काहीच काम करत नाही.
त्यानंतर ते <giggles> नाही, नाही. आमचं चालू राहतं, पण मी काही काम नाही करत खरं सांगायला म्हटलं तर. आणि प्रत्येक वेळेस अ, घरच्यांची अपेक्षा असते का काहीतरी करावं, हे करावं, ते करावं. कपडे जर काढून ठेवले, तर कपडे उचलून तरी आटपावं बाबानी. <laughs>
अरे वाह! हा ना. बाबा खरंच, म्हणजे मला पण चीड येते ते टॉवेल बेडवर कोणी टाकला किंवा असं काही तुम्ही करता का? हं.
<giggles> आं. हां, होतं कधी-कधी. कारण की मी कधी घाईगडबडीत असतो आणि कधी जर वाटलं तर कर अ, ठेवून पण देतो, असं पण नाहीये. कधी-कधी मी माझी रूमपण झाडून घेतो, जिथं मी आता सध्याला बसलेलो आहे, काम करतोय ती, कधी-कधी झाडत पण नाही. पण हे सर्व ऑटोमॅटिक घडतं, असं काही फोर्स जर कोणी जर आपल्याला दिला, म्हटलं ना, "तू कर" तर मग ती करत पण नाही. अशातला भाग आहे तो, जोडीदार नेहमी म्हणतो, "तू कर", मग नाही. मग तसं त्यावेळेस म्हणतो, "तूच कर मी जाऊन येतो मला काम आहे म्हणून" काम नसतं तरी काम निघत मग, अशातला भाग होतो.
बरं. हं, हं. बरं. हम्म. अरे वाह! <chuckles> अच्छा. <chuckles> बापरे! म्हणजे तुम्ही चालूगिरी करताय इथे ही काही थोडीशी असं मला वाटतंय. <chuckles> हं. बरोबर, बरोबर. <chuckles> वाह! वाह! खूप छान.
<chuckles> तर अशा मग आम्ही काय करतो? अशा सर्व-सर्व ट्रिक म्हणजे घरामध्ये 1 अ, मिळत-जुळतं, खेळतं वातावरण राहतं. आमच्या घरामध्ये खूप अ, मजाक चालते, मस्ती चालते. चालूच राहतं कोणी जाता-जाता कोणाला 1 फटकाच मारून जाईन, तिकडं जाईन आणि काय आहे. रस्त्यातून येता-जाताना कोणाला धक्काच मारून जाईन आणि म्हणलं, "तुम्हाला इकडून जाता येत नाही का?" मग आम्हीच म्हणणार, "का तू रस्त्यात कशाला उभं राहिलं होता?" या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आनंद आमच्या कुटुंबात मी नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि जोडीदारासोबत तर नेहमी आनंदीच पाहिजे. आम्हाला माहिती आहे, स्त्रिया म्हणलं का जास्त सेन्सिटिव्ह विषय राहतो नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये. पुरुष आणि पुरुष म्हटले की तसे एवढे सेन्सिटिव्ह नसतात, ते कसे, बाहेर पण जाऊन येतात, मधी राहतात आणि स्त्रियांना सेन्सिटिव्ह होण्याचं एक कारण मला असं वाटतं की घरातच असतात, बोर होऊन जातात. एकच गोष्ट करत राहतात, रोजचं उठा, रोजचं मढ आणि माझी पण पत्नी म्हणती, "रोजचं मढं आणि त्याला कोण रडं" म्हणजे रोज एकच काम.
हं. अरे वाह! हं. <chuckles> बापरे! हं. अरे! नक्कीच, नक्कीच. हो ना. बरोबर. हं. हं. हं. हो, "रोज मरे त्याला कोण र रडे" म्हणजे जर रोजचचं हं.
रडं, हां. <laughs> तर असा काही भाग आहे, नेमकं. अ, रोज उठा रे आणि ते रोज स्वयंपाक करा रे, रोज ते पीठ मळा, हे करा. म्हणे आम्ही होतो.
<chuckles> कळालं. <chuckles> अरे! तर मग तुम्ही याच्यामध्ये काही मदत करता का? म्हणजे घरचं काम वाटायला किंवा त्यात तुम्हाला कशा पद्धतीने सांगता किंवा तुम्ही असं अ, काय पद्धतीने तुमचा संवाद असतो नेमका, त्या संवादाचं मला ऐकायला आवडेल. म्हणजे काय नेमकं तुम्ही बोलता किंवा त्या तुमच्या पत्नी तुम्हाला काय सांगतात?
कधी मधे सांगते ती पण अ, तिला माहिती आहे का हे घरचं हा माणूस काही करत नाही कामं. काय म्हणते. <chuckles>
<chuckles> माणूस काही काम नाही करत. अरे वाह! हां.
<chuckles> आणि तो एक ते सांगून पण काही उपयोग नसतं. फक्त कधी जड जर गोष्टी असल्या तर बाहेर पाण्याची कॅन आहे किंवा बाहेर म मोठं टाकी ठेवलेली आहे. तर ते जड, जड, अ, ते जड अ, गोष्टी तर करावच लागतात आणि मग तेवढं उचलून आणा. मग ते हक्काने सांगू शकतात त्यावेळेस, त्यांना माहिती आहे. मग ह्याने मी जर नाही आणलं, तर ती उद्यापर्यंत तिथच पडणार आहे. मग ती काही, ती काही उचलण्याचा प्रयत्न नाही करणार किंवा थोडं, थोडं पाणी काढून ती टाकी घरात आणून नाही ठेवणार. मग म्हणजे त्याला माहिती आहे का हे काम त्यांचं आहे, हे जड वस्तूचं काम आहे आणि हे त्यांनाच करावं लागेल. मग ती कामं करतो मी. पण अ, मी जर म्हटलं, हा तांब्या इथं आहे आणि हा कालपासून इथे आहे. हा उचलला गेला पाहिजे. तर मग छोट्या वस्तूंचं काम त्यांच अ, त्यांनाच करावं लागतं घरच्यांना. तर अशा प्रकारचा संवाद चालतो. कधी-मधी उचलून पण ठेवतो एवढं पण नाही, पण कधी-मधी फक्त. असं रोज-रोज नाही होत ते आणि बस हेच घरातलं आवरण-सावरण जर काही असलं तर तुम्ही तुमची रूम तरी अ, नेहमी म्हणण्यात येतं, की नाही तुम्ही जिथं बसता तिथं, ती रूम तरी साफ ठेवा किंवा जिथून काम करता, ती, तरी रूम चांगली ठेवा. तर ठीक आहे. इट्स ओके. कधी बसलो बसल्याच घ्यायचा रुमाल आणि आपली टेबल साफ, लॅपटॉप साफ करायचा. चालूया आपल्या गप्पा त्याच्यावरून तर अशाच
तर हं. हं. अरे वाह! हं. अरे. हं. अरे वाह! अरे वाह. <chuckles> अरे! म्हणजे तुमचं ॲटलीस्ट डिसकशन नाही पण तुम्हाला जसं मनात येईल तसं तुम्ही कामं करता, म्हणजे अ, जसं तुम्हाला जमू शकेल तसं तुमचं हातभार लावणं चालू असतं एकंदरीत.
हं. हां मग आता कसं आहे, जोडीदार म्हणल्यानंतर कंटाळतो ना कधी-कधी तेच, तेच ते.
बरोबर. हं.
पण सहसा एवढा जास्त काही लोड नाहीये आमचं घर एक पाहिलं तर, एकंदर खूप छोटं आहे. म्हणजे वन बीएचके आणि अ, मुलं 2 आणि सुखी परिवार आणि समृद्ध परिवार मी म्हणता येईल अशा प्रकारची आमची घर घराची संरचना आहे. आणि सर्व गोष्टी मुबलक आहेत. हं.
बरं. हं. वॉव! वाह! वाह! खूप छान, खूप छान. मग तुम्ही असं जेवणात कधी काही मदत करता का, की म्हणजे काही भाजी चिरून देणं म्हणा किंवा काही असं थोडंसं घाई मटार सोलून देणं किंवा असं काही तुमचं असतं का? किंवा काही पटकन. मग आजारी वगैरे असतील तेव्हा काय करता? आणि मग त्यावेळचं मला सांगा.
हं, हं. हो, हो. ते आजारीचं पण सांगतो मी पण पहिल्यांदा अ, तुम्ही जे बोलला ना जेवणात तुमचं अ, काय करता नेमकं तर माझा जेवण ब जेवणामध्ये माझा सिंहाचा वाटा असतो. तो कसा बरं?
हं. हं. बरं. अरे वाह!
की मी भाजी आणून दिल्याशिवाय ती भाजी होतच नाही.
कसं काय? <chuckles> बापरे! अरे बापरे! हां. आणि मग? मग तुम्ही आता ते आजकाल जर मुळे हे वापरत नाही का Instamart किंवा मग या सगळ्या गोष्टी आता आल्यात आपल्याकडे?
आणि मी नाही, नाही. आम्ही आम्ही तसं पाहिलं ना तर आम्ही असं सामान्य कुटुंब आहे, असं एवढ्या गोष्टीपर्यंत नाही पोहचलेलो आम्ही आत्तापर्यंत. पण पोहचू नंतर अ, जेव्हा प्रयत्न पडेल, पण आम्ही जेवढं होईल तेवढं हालचाल करण्याची सवय करतो. आणि अ, <chuckles> तर एवढं डिपेंडिंग नाहीये आम्ही सर्वच गोष्टी अ, फक्त Amazonवाल्याला आम्ही त्रास देतो तेवढं आम्हाला वाईट वाटतं कधी-कधी. तर <chuckles>
बरं बरं हां. हं. अरे वाह! खूप छान. हं. <chuckles> अरे बापरे! आणि मग तुम्ही मग एखाद्या आजारी पडता तेव्हा तुम्ही काय मदत करता?
हां, मग त्याच्यामध्ये मीच एकटा मदत नाही करत तर आमचं पूर्ण कुटुंब मदत करतं मग त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार राहतो माझ्या 2 मुलांचा. मग माझी मुलगी छोटीच आहे अजून आणि मुलगा पण तसा 6वीला आहे आणि मुलगी 5वीला आहे. आणि ह्या दोघांचा मोठा हातभार राहतो पप्पाला शिकवण्यामध्ये, पप्पा हे असं करायचं, पप्पा तसं करायचं. <laughs> "तुम्हाला समजत नाही का मम्मी ज मम्मी आजारी जास्त जोरात बोलू नका, हे करू नका." मग आमचं आमच्यात चालतं आणि त्या दिवशी एवढ्या सुरेख चपात्या बनता ना आमच्याकडं, मीच पीठ मळणार आणि मीच चपात्या बनवणार, तर तुम्ही कोणत्याही देशाचा नकाशा घ्या त्याच्यासोबत तुम्ही अगदी मॅच करू शकता. <chuckles> तर अशा प्रकारच्या चपात्या नकाशाच्या राहतात आमच्याकडं आणि
वाह, वाह! वॉव! हं. <chuckles> वाह, वाह, वाह! छान. <chuckles> बरं. हं. वॉव! वाह! <chuckles> बापरे! तर तुम्ही असं खिचडी वगैरे शिकून घ्यायची ना, कुकरला लावून झटपट बनेल आणि मग का तुम्हाला पोळ्याच लागतात आणि मग त्यामुळे तुम्ही त्या बनवता?
नाही. नाही आम्ही भात पण करतो पण भात म्हणजे भात पण सगळ्यात सुरेखच बनतो आमच्याकडे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त तांदूळ असे सुटसुटीत दिसणार नाही, पूर्ण चिखल आणि मग अ, दिसणार तुम्हाला पाण्यासोबत.
अरे वाह! बाप रे!
आ आणि एक भाजी तर आमची फेव्हरेट आहे.
ते मग ते आजारी माणूस तो बरा होतो की नाही, हे सगळं बघितल्यावर? का त्याचा अजून तशी डोकेदुखी वाढते?
<chuckles> नाही. नाही ती अ, न त्याच्याबद्दल काही नाही. ते आजारी माणसाला खावाचं लागतं. त्याला माहिती आहे गोळ्या खायच्यात मला. जे भेटेल ते नाही तर मग उठून करावं लागेल अशातला भाग आहे तो. येती कधी मधी माझी बायको तशीच उठून आणि काय चाललंय पाहण्याचा प्रकार.
बरोबर. हं. <chuckles> अरे व हं.
अ, अ, अ, म मुलं म्हणतात तू झोपून रहा आम्ही करतोय ना म्हणून आम्ही करतोय आणि चालू राहतं आमचं. आणि एक भाजी सगळ्यात फे फेव्हरेट आहे आमची आणि ती आम्ही प्रत्येक आजारी पडल्यानंतर देतो. जसे डॉक्टर म्हणते ना, अंडे सगळे उपयोगी राहतात. तर आम्हाला माहिती आहे अंड्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन्स राहतात. तर म्हणून आम्ही अड्डे अगदी तळून-तळून सगळे खातो त्या दिवशी. म्हणजे आम्हाला काही दुसरं येत नाही <chuckles> ते खातो आम्ही. मग आमच्याकडे काय येतं सॉस येतो, आमच्याकडे मॅगी बनते आणि ह्याच्यामध्ये आमचं माझं सगळ्यात बेस्ट माझ्याकडून फक्त मॅगीच बनते आजपर्यंत. दुसऱ्या काही वस्तू मला नाही कारण की त्याचे मसाले अलरेडी रेडी राहतात आणि 2 मिनिटात ते अ, बनाय तिला बनायचंच आहे चांगलं आणि मग तीच बनवतो मी. म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे कोणीही पण बनवू शकत अशातला भाग.
बरं वॉव! कोणती? बरोबर, हां. वॉव! <chuckles> तुम्ही 3घ आहात. हां. अरे वाह! हं. बरं. हं. अरे वाह! खूपचं छान.
तर अशा प्रकारचे आमच्या कुटुंबामध्ये आम्ही एकंदर म्हणजे समन्वय साधण्याचा किंवा एकमेकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. जरी हसायचं
हं. अरे वाह. मग काही डबा वगैरे बनवताना काही मदत असते का तुमची? किंवा सकाळी मुलांना काहीतरी बॅग पॅक करून देणं किंवा त्यांचे डबे भरणं किंवा मग अशी काही घरातली कामं, शॉपिंगची कामं काही असू शकतात जसं की तुम्ही म्हणा की भाजीवर तुम्ही आणता. त्याशिवाय ती भाजी होतचं नाही. पण मग मुलांना काहीतरी, म्हणतात ना, की अ, झाडांना पाणी देणं म्हणा किंवा मग कपडे वॉशिंग मशीनला लावणं असं काही तुम्ही करता का? यामध्ये सुकत घालणं त्याबद्दल काय सांगाल?
हं, हं. हं. हं, हं. म्हणजे सकाळच्या वेळेस आहे ना, आम्ही तशा काही ॲक्टिविटी मी तर करत नाही. माझी पत्नीचं उठते आणि सर्व मुलांना तयार करणं आणि बाकीच्या गोष्टी करणं ती करते.
अरे
आणि फक्त मी शाळेत नेऊन घालतो शाळेतून घेऊन येतो, शाळेत सोडणं, शाळेतून आणणं हा माझी जबाबदारी सकाळच्या वेळेमध्ये.
अरे वाह! बरं. <chuckles>
आणि याच्या व्यतिरिक्त मग माझं काही एवढं त्यांच्या सोडण्याच्या आणण्याच्या शिवाय दुसरा काही वाटा नाही सकाळच्या कामामध्ये. हां, झाडाला पाणी घालतो मी. कारण, की मी झाडावरती प्रेम करतो.
हं, हं. अरे वाह! <chuckles>
आणि आणि <chuckles> मला त्यांचे फुलं किंवा ते सुकलेले किंवा पान असे इकडं-तिकडं झाडले दिसले की मी पाहत राहतो, काय-काय झालंय झाडाला, नाही? बोलतो कधी-कधी माझ्यासमोर पण आता एक झाड आहे आणि ते तू त्याच्याकडेच पाहून तुम्हाला मी बोलतोय. <chuckles> हं, हां अशातला भाग आहे. तर आवडतं झाडं मला आणि जास्त मनी प्लांट हिरवेगार झाडं छोटे कधी-मधी आता अ, याच आठवड्यात 1 झाडं आणलं. जे माझ्या समोरच ठेवलंय मी आणि 2सरं एक झाडं आणलं होतं अ, ते हॉलमध्ये ठेवलंय. तर म्हणजे असे थोडेफार झाडं आहे आमच्याकडे तर त्यांच्यावरती प्रेम करून आम्ही प्रेमाने पाणी देतो. मुलांना मी जाता-जाता मी जर विसरलो सकाळी तर मुलांना म्हणतो, तू जर झाडाला पाणी देऊन शाळा गेली तर चांगलं शिकत म्हणजे चांगलं नॉलेज येतं म्हणून. मग ती ब पाणी टाकेल, माझ्यावतीच उरलेलं. <chuckles> तर अशा काही ट्रिक
हं. अरे. हं. अरे वाह! अरे वाह! खूपच छान. हं. हं. हं. अरे वाह! खूप छान! हं, हं. हं. अरे वाह! <chuckles> वाह, वाह, वाह! खूप छान! म्हणजे तुम्ही असं सांगितलं त्यांना?
ट्रिक वापरतो आणि त्याच्या प्रमाणे चालत आमचं थोडंफार.
अरे वाह! खूपच छान.
कधी-कधी रुसणं-फुगणं किंवा काही-काही गोष्टी होऊन जातात.
हो, हेच मी विचारात होतो तुम्हाला की रुसणं-फुगणं होत असेल या कामांमुळे. काय तुम्ही सगळं मलाच करावं लागतंय काम असं काही होतं का? आणि मग तेव्हा तुम्ही कशाप्रकारे मनवता आणि मग परत नेक्स्ट काम तुम्ही कसं करता त्याबद्दल काय सांगाल?
माझ्या पत्नीचा एक गुण आहे की ती कधी पण हे ना, काही रूसलीस फुगली ना तर ती मला सांगतच नाही. फक्त ती गप बसून उभी असते.
बापरे! मग मला कसं कळतं? गप्प बस हां.
4-5 दिवस मला फक्त पाहावं लागतं, काय नेमकं झालंय? नेमकं आपल्यालाच कळत नाही नेमकं काय प्रकरण झालं? <laughs>
काय चुकलंय? काय तुमचं चुकलं? मग तुम्हाला बघायला पाहिजेत.
हं, हं, आणि कसं राहतं एक प्रकारचं निराशाचं वातावरण बनून जातं. कोणी कोणाकडे पाहत नाही. ज्याचे-त्याचे कामं "जेवण आण." म्हटलं का फक्त आणून द्यायचं. "जेवण उचल." म्हटलं का जेवण नेऊन दे. मग तिथं काही संवाद नसतो आणि असं वाटतं की काहीतरी तुटलंय, हरवलंय बाबा. मग माणसालाच पुढाकार घ्यावा लागतो. मला तर वाटतं बहुतेक घरामध्ये माणसंच पुढाकार घेतात.
हं. बरं.
आणि मग बोलावं लागतं, "काय झालं? काय नाही?" अ, "नाही, काही नाही झालं. काही नाही." "अरे काय झालं तेवढं तर समजव." तेच समजल्याशिवाय आपण पर्याय कसा काढू शकतो? मग खूप फोर्स करून किंवा काही करून मग आपण शेवटी काढतो हे झालं. अ, झालं बाबा, झालं असंन ते एवढं काही नाही. पण प्रत्येक वेळेस होतं मग. मग त्याच्यावरनं थोडंफार जो काही 3 दिवसाचा, 4 दिवसाचा तो राग आहे त्याचा उद्रेक होतो. <laughs> तो स्फोट होतो आणि नंतर वातावरण शांत होतं आणि मग परत आपली तीच रुटीन जिकडं-तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे.
<chuckles> अरे वाह! म्हणजे चुकलं माझं. अरे, म्हणजे एकंद बरं. <chuckles> होय. अरे वाह! खूपच छान. म्हणजे एकंदरीत तुमचं हसत-खेळत, थोडंसं काम कमी करून आणि थोडंसं कधी-कधी काम करून, तुमचं जे जोडीदाराशी तुम्ही समन्वय साधत आहात, एकंदरीत आणि तुमचा जो सुखी संसार चालू आहे. म्हणजे खरंच खूप छान वाटलं. तुमची मुलं पण तुम्हाला मदत करतात या कामांमध्ये. तर खरंच खूप छान वाटलं मला तुमच्याशी या विषयावर चर्चा करून आणि तुम्ही खरंच अ, एकंदरीत तुमच्या जोडीदाराशी खूप असा वेग आगळा-वेगळा समन्वय तुम्ही साधत आहात कामाच्या बाबतीत. अ, तर खरंच खूप छान वाटलं आणि नक्कीच आपण परत भेटूयात लवकरच, धन्यवाद.
हं. हं, हं, हं. आणि मलाही तुमच्या सोबत बोलून खूप छान वाटलं आणि पुन्हा आपण भेटूया, धन्यवाद.